बघा ना, आजकाल असं झालेलं आहे, स्पर्धा इतक्या वाढलेल्या आहेत, आता तुम्हाला वाटेल मी काय सांगते, भावंडात स्पर्धा झाल्या अ, निघाल्या आहे हो. काय अ, करायचं भांडणं, भांडणं, भांडणं फक्त भांडणं. तर असं कधी झाले हो तुमच्या कुटुंबामध्ये का भावंडांमध्ये स्पर्धा पण लागली आहे आणि त्याच्यामधून ते दोघं एकमेकांशी सहकार्य पण करताय, झालं आहे का?
हो. <coughs> अं, हो म्हणजे मला सख्खा भाऊ आहे. तर आमच्यात स्पर्धा अशी जीवघेणी स्पर्धा नसायची. पण छान आनंददायी अ, हां गोड-गोड स्पर्धा असायची नेहमी आणि अजूनही असते बऱ्यापैकी. तर अ, आम्ही ना दोघंही कला क्षेत्रातले आहोत. म्हणजे तो अं, अ, ॲक्टिंग, डायरेक्शन ह्या सगळ्यामध्ये आहे आणि मी अ, आवाज, निवेदन, सूत्रसंचालन, कीर्तन ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आहे. तर लहानपणी अं
हां, हां. <chuckles> गोड. हो गोड-गोड स्पर्धा. <chuckles> हां. <chuckles> हां. हो, हो. अरे वाह! वाह! मस्त.
माझ्या आईने अ, असं म्हणजे अर्थात आमची तुलना होऊ नये, यासाठी खूप प्रयत्न केले. त्यामुळे आमच्यात नेहमी स्पर्धाही राहिली आणि आम्ही एकमेकांना सपोर्ट अ, सुद्धा करत त्या स्पर्धेमध्ये एकमेकांना जिंकू दिलं. <chuckles>
हां. अरे वाह! म्हणजे किती छान हो. म्हणजे स्पर्धा तर अशी गोड-गोड स्पर्धा मी तर सांगते, त्याला तुम्ही नावच दिलं गोड-गोड स्पर्धा, नाही का. ती तुमच्यामध्ये लागलीही आणि असं तुम्ही एकमेकांना सहकार्य पण जेणेकरून कळत नकळत करत होते, नाही का. असं काही केलं नाही तुम्ही. तर असं कधी झालंय का हो का भावंडांमध्ये मध्ये असं तुमचं उदाहरण किंवा दुसऱ्यांचं उदाहरण नाही का, का भावंडांमध्ये असं स्पर्धा खूपच लागली आहे आणि त्यातून काही चांगलं किंवा वाईट झालं असं कधी झालंय का?
हो. हो. हं. हं. अ, हो. दोन्ही गोष्टी सांगते, चांगलंही आणि वाईटही. तर अ, अ, माझा भाऊ आणि मी आम्ही मी जसं म्हटलं, की कला क्षेत्रात होतो. तर माझा भाऊ माझ्यापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. तर अ, आपण नाही का असे अ, फॅमिली गॅदरिंग्ज असतात, तर त्यावेळेला आपण म्हणतो की नाही, की "तू चल एक गाणं म्हणून दाखव ना गं." असं वगैरे. तर त्यावेळेला मला असं अ, सांगितलं जायचं, की "चल तू जरा एक अ, मोनो अ‍ॅक्टिंगचं काहीतरी करून दाखव. किंवा अ, असं काहीतरी करून दाखव." असं मला सांगितलं जायचं आणि मी जेव्हा करायला उभी राहायचे ना, तेव्हा माझे सगळे म्हणजे मी त्यावेळेला ना पु. ल. देशपांड्यांचं ती फुलराणी करायचे.
हां, हां. हां. अच्छा. हां, हां. हां. हां. अरे वाह! खूपच छान. वाह, वाह, वाह! हां, हां.
पु. ल. देशपांड्यांनी लिहिलेलं लहानपणी. तर अ ते आई मला माझ्याकडून करवून घ्यायची ना. तर आई शिकवायची कसं करायचंय, कसं बोलायचंय वगैरे. तर माझा भाऊ पण तिथे असायचा. त्याची ग्रास्पिंग पॉवर एवढी खतरनाक होती, की <chuckles> त्याला सगळं पाठ व्हायचं आणि मी ज्यावेळेला अशी सगळ्या आमच्या नातेवाईकांसमोर करायला उभी राहायचे ना, अ, ती फुलराणी, पु. ल. देशपांड्यांचं. त्यावेळेला माझ्या मागून हे महाशय सगळं म्हणायचे माझ्यासोबत.
अरे! अरे बाप रे! हां, हां. अरे बाप रे! किती छान हो. म्हणजे खरंच भावामध्ये खूपच होती हां, जिज्ञासा. <chuckles>
हो. हो. आणि व्हायचं असं, की लक्ष मग माझ्याकडे जायचंच नाही, की तो इतकुसा लहान आणि इतका लहान मुलगा इतकं सगळं कसं काय बोलतोय? असं आश्चर्य वाटून, सगळं अटेन्शन त्याच्याकडे जायचं. पण
<laughs> म्हणजे एक तरीकेने स्पर्धाच लागायची ओ. <chuckles> हो. <laughs>
हां. <chuckles> पण अ, ह्या ह्याच्यामध्ये माझ्या आईचा रोल खूप महत्वाचा होता. की तिने कधी अ, असं नाही केलं, की सगळे त्याच्याकडे अटेन्शन देताहेत, म्हणून त्याचं कौतुक आईने केलं आणि मला डावललं. तिला समजायचं, की माझ्याकडे कोणी बघत नाहीये, याचं मला थोडंसं वाईट वाटतंय. आणि मी एवढं उभं राहून करतीये, तर त्याचं मला वाईट वाटतंय. मग रात्री ना ती मला ह्या सगळ्या गोष्टी समजवायची, की अं, "तुला थोडंसं वाईट वाटलं ना, असं झालं तर. अगं तो लहान आहे ना आणि म्हणून त्याचं सगळं कौतुक वाटलं सगळ्यांना. पण तू केलेलस ना, ते पण आवडलं हां, नंतर मला मावशीचा फोन आला." म्हणजे खरंच फोन आला असेल की नाही, मला माहिती नाही हां, पण
हां. हं, हं. वाईट वाटतं. हो. अरे वाह! माहिती नाही. खरंच. हो, हो.
आई मला सांगताना सांगायची, की "मला मावशीचा फोन आला, आत्याचा फोन आला स्पेशली सांगायला, की "ऋतुजाला निरोप द्या, तिने खूप सुंदर केलंय आणि अ, ती खूप छान करत होती आणि ऋग्वेद पण, म्हणजे तो पण खूप छान करत होता. तर हा निरोप द्या हां." तर अगं खरंच तुझं खूप छान झालं." तर अ, असं वगैरे ती मला सांभाळून घ्यायची.
बघा ना. अरे! <chuckles> बघा ना. म्हणजे आईचं मन काय म्हणतं, हे ह्याच्यामधून कळतंय ना? आई ती खरंच आईच राहते. असे आपले 2 मुलं आहेत. तर एका मुलाला फक्त ती पकडून नाही बसत, नाही का. जे दोघी मुलं आहेत, ते सारखे. किती छान बोलल्या हो तुमच्या आईपण आणि तुमची बाजू घेतली, ही सगळ्यात मोठी गोष्ट नाही का. तर बघा ना
हां. हो. हो, हो. म्हणजे असं दोन्ही बाजूला व्हायचं. ज्यावेळेला माझा भाऊ काहीतरी परफॉ परफॉर्म करायचा आणि अ, मी त्याबद्दल अ, ज्यावेळेला माझं असं सगळं पाठ असायचं आणि तो एखादी ओळ विसरला, आणि मी मागनं प्रॉम्प्ट करायचे, तर अशा वेळेला आई त्याचंही कौतुक करायची. मग ह्याच्यामुळे झालं असं ना, की अ, एक आमची कॉम्पिटिशन होती, एक नाट्य स्पर्धा होती राज्यस्तरीय.
हो, हो. <chuckles> वाह, वाह! हां. हां. मला तेच विचारायचं होतं, कधी अशी हो ना, मला तेच विचारायचं होतं का कधी तुमच्यामध्ये अशी स्पर्धा वगैरे लागली का? नाही का, दोघं एकत्र आहे, आणि स्पर्धा लागली? आणि त्याच्यामध्ये नेमकं काय झालं? एखादं उदाहरण द्या. हो, हो.
हां. हो. आम्ही आम्ही दोघंही अ, त्या नाटकामध्ये होतो आणि अ, त्यावेळेला अ, सर्वोत्कृष्ट बालकलाकार, एक असं नॉमिनेशन होतं. तर अ, आम्ही दोघंही बालकलाकार होतो. पण गंमत अशी झाली, की मी देवाकडे प्रार्थना करत होते, की माझ्या भावाला हे बक्षीस मिळू दे आणि माझा भाऊ प्रार्थना करत होता, की माझ्या ताईला हे बक्षीस मिळू दे. <laughs>
अरे! एक मिनिटं, एक मिनिटं. हो. अरे! म्हणजे बघा ना, एका याच्यामध्येच तुम्ही दोघं पण होता. तर मी तेच सांगते, आता तर, बाप रे! तगडं कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धाच लागत असेल. पण बघा ना, तुम्ही किती छान सांगितलं. तो तीथं तुमच्यासाठी प्रार्थना करतोय आणि तुम्ही त्याच्यासाठी. अरे वा! किती छान. मग कोण जिंकलं त्याच्यामध्ये?
हो. हो. हो. म्हणजे ह्याच्यात अ, मला मिळालं ते प्राइझ. <chuckles> आणि मग अ, आमच्यात कशी स्पर्धा लागायची माहिती आहे, की अं, माझ्या एक ट्रॉफीज होते. म्हणजे आजही ती स्पर्धा आहे, हां. माझ्या माहेरी अ, माझ्या ट्रॉफीजसाठीच एक अख्खं कपाट आहे डेडिकेटेड. आणि त्या सगळ्या ट्रॉफीज मी सासरी घेऊन नाही आलीये. तर त्या तिथेच आहेत. तर माझा शहाणा भाऊ प्रत्येक त्याची ट्रॉफी आल्यानंतर मला फोन करतो, आता मी सासरी आल्यानंतर, की "ताई तुझ्या बघ हां, 13 च आहेत, माझ्या 15 झाल्या आता." <laughs>
अरे वाह! <chuckles> <chuckles> अरे वाह! अरे! बघा ना. किती हुशार आहे हो तुमचा भाऊ. <chuckles> खरंच <chuckles> किती मस्त.
<laughs> तर माझी आई पण हे सांगायची हां, की "बघूया सगळ्यात जास्त ट्रॉफीज कोण आणतं." अशी अशी कॉम्पिटिशन आई क्रिएट ही करायची आमच्यात. पण आणल्यानंतर अ, त्याचं कौतुक आई पण करते आहे, हे बघून मीही आपोआप करायचे किंवा माझ्या ट्रॉफीचं कौतुक आई-वडील दोघंही करताहेत बघून, माझा भाऊही करायचा.
कोणाच्या? नक्की. अरे वाह! बघा ना किती छान ना. अ, किती छान तुम्ही सगळं असं सांगताय, असं वाटतंय का तुम्ही दोघं माझ्या डोळ्यासमोर आहे ना, हे सगळ्या स्पर्धा वगैरे चालू आहे, बरं का. <chuckles> आता बघा ना, आता मला असं सांगा बघा ना, हे काही असं आपण भ भावंडांमध्ये अशा स्पर्धा लागतात किंवा काही दा दबाव समाजाचा दबाव वगैरे येतो, तर तुमच्या दोघांमध्ये असं, मला स सांगा का काही परिणाम जाणवलं होतं का तुम्हाला? असं काही नाही का, का आता जसं तुम्ही सांगितलं मला, का तुमच्या आईने तुमचं अ, साथ दिली, जेव्हा तुमचं एक अ, ते उदाहरण तुम्ही मला दिलं, त्यावर काय बदल करायचे, असं काही सुचवाल का हो मला?
असं. हो. हो. हं. हं. हं. हो. अ, आधी मी तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देते, की त्या समाजाच्या दबावाचं अ, असा कधी दबाव जाणवला का? तर उम्म, आम्ही शाळेत असताना ना, मी आता आमच्या दोघांमध्ये 5 वर्षाचा फरक असल्यामुळे मी अ, 10वी ला तर तो 5वी ला, असं व्हायचं नेहमी आणि बऱ्याच वेळेला ना, त्या ज्या शिक्षिका असायच्या, त्या नेहमी त्याला माझं उदाहरण द्यायच्या, "ताई बघ तुझी, मग तिच्या बघ कशा सगळ्या वह्या पूर्ण असतात." आणि असं सगळं असं त्याला त्याला नेहमी सांगायच्या आणि त्याला खूप राग यायचा. तो मला घरी येऊन खूप बडबडायचा, "कशाला तू अभ्यास करायला जातेस, वह्या पूर्ण करायला जातेस? मला ऐकून घ्यावं लागतं.
नक्कीच. हां, हां. हां. <chuckles> <chuckles> बाप रे! <chuckles> <laughs> अरे बाप रे! फुगूनच बसायचा म्हणजे. <chuckles>
<inhales> असं सगळं. हो. असं सगळं अ, म्हणे, "जिथे जातो, तिथे तुझंच कौतुक ऐकत बसायचं का? तुझं कौतुक ऐकायला म्हणे मी शाळेत जातो का? माझं पण असं काहीतरी आयडेंटिटी आहे ना." असं वगैरे तो बोलायचा आणि हे एकदा आईने ऐकलं आम्ही भांडत होतो म्हणजे, पण हे आईच्या कानावर गेलं आणि माझ्या आईचा पास्ट एक्सपिरियन्स असा होता, की अं, तिच्यामध्ये आणि तिच्या लहान भावामध्ये ज्यावेळेला असं कम्पॅरिझन झालं होतं, त्यावेळेला त्याचा परिणाम खूप वाईट झाला आणि तो माझ्या आईने खूप वाईट पद्धतीने फेस केला होता. त्यामुळे आम्हा दोघांमध्ये माझ्या आईला असं काही व्हावं असं वाटत नव्हतं. त्यामुळे तात्काळ आई शाळेत गेली आणि त्याच्या वर्ग शिक्षकांना भेटली आणि तिने एक पत्र लिहून दिलं, की अ, शाळेला, की ह्या दोघांमध्ये तुलना करू नका.
अरे बाप रे! <chuckles> हां. हां, हां, हां. हां. अरे बाप रे! हां, हां. तुलना करू नका. बरोबर आहे ना हो. कधी हां.
हे प्रत्येक हां, म्हणजे हे दोघं भावंड जरी असले आणि एकाच त्यांचं रक्त जरी एक असलं, तरी ते व्यक्ती म्हणून वेगळे आहेत.
बरोबर आहे. नक्कीच. बरोबर बोलले.
आणि मुळातच अ, म मुलगी शांत आहे. म स्वभाव तसा आहे. मेहनती आहे. पण मुलगा द्वाड आहे, मस्तीखोर आहे, पण हुशारही आहे. तर ह्या दोघांमध्ये जर तुलना झाली ना, तर याचे परिणाम खूप वाईट होतील, दोघांच्याही व्यक्तिमत्त्वावर. त्यामुळे अ, त्यांना 2 वेगळ्या व्यक्ती म्हणून कन्सिडर करा आणि त्यांच्यातली तुलना थांबवा. हे माझ्या आईने शाळेला पत्र लिहिलं होतं आणि वर्गशिक्षकांना भेटून, ह्या सगळ्या गोष्टी समजावल्या होत्या. त्याच्यानंतर असे काही प्रसंग आले नाहीत.
हं. <laughs> हां. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणजे किती म्हणजे तुमच्या आईमध्ये किती सहनशीलता पण होती हो. असं फक्त काही झालं आणि खरंच तुमच्या नाही ना बरोबर आहे. कारण आज-काल आहे ना अशी झालेली आहे बरं का. का 2 भावंडं एका शाळेमध्ये आणि जर तुलना अशी केली ना, तर एक अ, जे ज्याला आपण सांगतो ना त्याच्यावर जसं थोपतो. जसं तुमच्या त्या वर्गशिक्षकांनी जसं थोपलं ना. तसं मग जो लहान असतो ना त्याच्या, म्हणजे मेंदूमध्ये ना काही दुसरेच विचार पण चालू होऊन जातात. माझ्या तरी मते जसं नकारात्मक विचार येऊन जातात त्यांच्यामध्ये नाही का? आणि मग भांडणं होता, असं होऊन जातं. खरंच खूप छान केलं तुमच्या आईने बरं का. कौतुक करते मी. आणि आता मला असं सांगा हो ना, खरंच हॅट्स ऑफ आहे मी तर सांगते. <laughs> आता मला असं सांगा आता जसं भावंडांमध्ये जसं नाही का? भांडणं वगैरे जसं नकारात्मक स्पर्धा परीक्षा जर कमी करायची असेल, तर अ, घरच्यांचं किंवा सार्वजनिक पद्धतीत काही छोटे-मोठे असे उपाय करता येतील का हो?
हो. <laughs> हो ना. हो ना. हो ना. <chuckles> थँक यू. हं. <laughs> हं. नक्कीच करता येतील. एकतर ना वातावरण खेळीमेळीचं ठेवायचं, दुसरी गोष्ट त्यांच्यामध्ये कधी तुलना नाही करायची. एक पालक म्हणून, एक शिक्षक म्हणून.
बरोबर आहे. नक्कीच.
त्यांना 2 वेगवेगळ्या व्यक्ती म्हणून बघितलं गेलं पाहिजे. रक्त जरी एक असलं, तरी त्या व्यक्ती म्हणून वेगळ्या घडत असतात आणि त्यांची मतंही वेगवेगळी घडत असतात. त्याच्यामुळे अ, जुळी भावंड जरी असली, तरी बघा त्यांच्या स्वभावामध्ये जमीन-आसमानाचा फरक असतो. एक खूप शांत असतो आणि एक खूप मस्तीखोर असतो, जुळी असून सुद्धा. तर एक व्यक्ती म्हणून जर आपण त्यांच्या, म्हणजे आपला दृष्टिकोन बदलायला हवा. थोडक्यात मला असं वाटतं, की दृष्टिकोन बदलणं ही एक टिप आहे. की दृष्टिकोन बदला. भावंड असली म्हणून ती सारखीच असली पाहिजे, असं नाहीये.
बरोबर आहे. हो, आहे ना. नक्कीच, नक्कीच. हो, दृष्टिकोन हो. बरोबर आहे.
आणि स्पर्धा केव्हा होते? ज्यावेळेला आपण तुलना करतो, तेव्हा स्पर्धा होते.
हो, हो, हो, नक्कीच.
तर ही तुलना जर आपण थांबवली ना, तर स्पर्धा नाही होणार खरं तर आणि भावंडांमध्ये ओढ निर्माण करण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे भावंडांना एकत्र जास्त वेळ घालवायला देणं किंवा आपण आपल्या भावंडांसोबत काय करायचो, ह्या गोष्टी त्यांना सांगणं. त्यांच्यामध्ये कशी ओढ निर्माण होईल, हे बघणं म्हणजे एकमेकांच्या वाढदिवसाला आई-बाबांनी अ, म्हणजे आज तुझ्या भावाचा वाढदिवस आहे, आपण काहीतरी स्पेशल करूया, म्हणून त्या बहिणीला त्यात इन्व्हॉल्व करणं आणि वाइसअव्हरसा ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या, तर त्यांचं नातं बांधलं जाईल आणि बांधलेल्या नातामध्ये जर तुलना नाही केली, तर आपोआप स्पर्धा थांबेल, असं मला वाटतं.
खरंच ना. द्यायला पाहिजे, बरोबर. हां. हां. बरोबर आहे. हो, खरंच किती छान बोलल्या. म्हणजे बघा ना, स्पर्धा त्याच्यामध्ये लागणारच नाही. हा आपला समाज आहे ना, हाच काही ना काही त्याच्यामध्ये काय म्हणतात ते काडी टाकतं का काय, मी तर असंच सांगते नाही का? हो ना. खरंच तुम्ही खूप छान बोलल्या. तुमचं बोलणं मला इतकं पटलं ना आणि आता मी ही ते करलं बरं का, कारण आमच्या भावंडांमध्ये खूप भांडणं, खूप भांडणं होतात. नक्कीच, खूप छान बोलल्या तुम्ही. तुमच्याशी बोलायला मला नक्कीच पुन्हा आवडेल. धन्यवाद.
हो. <laughs> <chuckles> खूप-खूप धन्यवाद. मलाही खूप मजा आली.
<chuckles>